सोशल मीडियाचा अतिरेक आजकाल झाला आहेच आणि अ, त्यात सर्वात एक मोठी गोष्ट आणि महत्त्वाची आहे ती म्हणजे अल्गोरिदम आणि कॉन्टेंट कोणतं आपल्याला दिसेल कोणतं नाही हे अ, बऱ्याचवेळा अल्गोरिदमच ठरवतं आणि तेवढंच नाही तर कॉन्टेंटची एक दृश्यता म्हणा किंवा एक पोहोच किंवा प्रतिसाद ठरवण्यासाठीही अल्गोरिदमचा एक खूप मुख्य अ, भाग असतो, तर तुम्हाला असं जाणवतं का ओ की कॉन्टेंटवरती, अल्गोरिदमचा खूप मोठा प्रभाव असू शकतो का तसं काही नाही?
बरोबर. नक्कीच अ, अल्गोरिदमचा खूप मोठा प्रभाव आहे ऑलरेडी म्हणजे असू शकतो का नाही हा वादच नाही असं मला वाटतं नाही का अल्गोरिदमवरच सोशल मीडिया चालला आहे आणि म्हणतात ना जो कोणी अल्गोरिदमला अ, म्हणतात की मॅनिप्युलेट करायला शिकेल त्याचच कन्से कॉन्टेंट जे आहे व्हायरल होईल नाही का? आणि मॅनिप्युलेट इन द सेन्स की असं नाही की इलीगल ते काय करत आहेत त्या अ, म्हणजे ते सिस्टमच तसे चालते अ, जेणेकरून म्हणतात ना की अल्गोरिदमचा ते वापर करू शकतात उदाहरणार्थ बघा ना काही ट्रेंड वगैरे जेव्हा होतं ऑनलाईन हॅशटॅग वगैरे चालतं याचा अर्थ काय आहे?
अच्छा. हं. हो. हां.
जे काही ऑडियन्स आहे इंटरनेटवर जिथे जे काही लोक आहेत ते त्या गोष्टीबद्दल किंवा त्या अ, टॉपिकबद्दल जास्त बोलताहेत, आहे का नाही? म्हणूनच ते अल्गोरिदम त्याला सपोर्ट करून वर-वर, वर-वर ढकलत-ढकलत त्याला ट्रेंड बनवतो. नाही का? तर हं.
बरं. अच्छा. पण असे कोणते संकेत असतात असं तुम्हाला वाटतं बरं? एखादा पोस्ट असेल, तर तो वर-वर कसं काय येतो फीडमध्ये?
हां. मग अ, त्याचे संकेत अ, असं सांगता येत नाही सुरुवातीला कुठून सुरू होतं, पण भावनिक ज्या पोस्ट असतात बघा. कधी-कधी काय होतं अ, उदाहरणार्थ एक झालं होतं आता रिसेंटली अ, डिवोर्सच खूप चाललं होतं. नाही का? म्हणजे अ, अं
बरं.
महिला ज्या आहेत पुरुषांना डिवोर्स देत आहेत, अलीमनी त्याचे पैसे घेता आहेत. नाही का? अर्धे-अर्धी संपत्ती वाटवून घेत आहेत, इव्हन 1-2 वर्ष लग्न झालं कर अ, 1-2 तर जाऊ द्या 2-3 महिने जरी लग्न झालं तर अर्धी संपत्ती वाटून घेत आहेत. नाही का महिला. तर असं चाललं होतं मग समाजामध्ये तो विषय जास्त बोलला जात होता, बरोबर? मग लोक ऑब्व्हियसली वर ऑनलाईन येऊन ते पोस्ट करणार त्याच्याबद्दल आणि अल्गोरिदमला काय वाटणार अरे अ, ह हा टॉपिक जो आहे खूप जण बोलताहेत मग हळू, हळू, हळू, हळू ते व्हायरल व्हायला लागतं. नाही का? म्हणजे जसं-जसं अल्गोरिदम सपोर्ट करेल तसं. तर या
हां. अच्छा. अच्छा. हो. बरं. म्हणजे तुम्ही म्हणताय की अ, क आता सध्या जगात काय ट्रेंड चालू आहे किंवा ट्रेंडिंग काय आहे विषय, त्यावरती अल्गोरिदम उचलतं ते.
हां. बरोबर आहे. म्हणजे लोकं ज्याबद्दल बोलता आहेत ना, जास्त ते अल्गोरिदमच तसं डिझाइन केलेला असतं, की ज्याबद्दल जास्त बोलता आहेत तेच वर येतं आणि त्यालाच आपण म्हणतो ना, ट्रेंड होतं आहे म्हणजे तेच असतं की हं.
हां. अच्छा. खरं आहे. पण बघा ना, तम्ह तुम्ही हे जे उदाहरण दिलत अ, डिव्होर्सचं, किंवा इतर. तर तुम्हाला असं वाटतं का, की समाजात एक खळबळ मचेल, किंवा राग येईल लोकांना. अशा कंटेंटला जरा जास्त प्राधान्य दिलं जातं कधी-कधी.
हां, हे बघा जसं मी म्हटलं ना, अल्गोरिदमला मॅनिपुलेट पण लोक करतात, बरोबर. आता काही क्वालिटी कंटेंट असतं, ते ऑटोमॅटिक अ, लोकं अप्रिशिएट करतात म्हणून वर येतं, नाही का ट्रेंड होतं. पण काही अशा ट्रिक्स असतात जसं रेज बेटिंग आपण ज्याला म्हणतो. म्हणजे मुद्दामून अ, दुसऱ्यांना राग येईल असं कंटेंट टाकायचं. उदाहरणार्थ रेसिस्ट कंटेंट काही वेस्टर्न कंट्रीज टाकतात भारताबद्दल. त्यांना काय वाटतं, की अ, इंडियाचं पॉप्युलेशन खूप मोठं आहे बरोबर आणि जवळपास अ, 70%-80% अ, जवळ इंटरनेट आहे असं म्हटलं जातं भारतामध्ये आणि ते ऑनलाईन आहेत. आणि चायनामध्ये पण पॉप्युलेशन आहे, पण चायनामध्ये काय प्रॉब्लेम आहे, की ते सोशल मीडिया सर्वच ब्लॉक आहे तिकड, वेस्टर्नच नाही का. Facebook अ, वगैरे सगळं बॉल ब्लॉक आहे. मग राहिली कोणती ऑ ऑडियन्स सेकंड लार्जेस्ट अ, पॉप्युलेशन सेकंड नाही आता फर्स्ट झाली वाटतय <chuckles> फर्स्ट झाली हां. लॉकडाउननंतर पहिली झाली हां. <laughs> पराक्रम केले ना, लॉकडाउनमध्ये कामच नव्हते काही. <chuckles> मग त्यानंतर जे अ, पॉप्युलेशन वाढलं आहे, तर त्यांचं टार्गेट काय ऑडियन्स ऑनलाईन आणि त्यांना इम्प्रेशन्स पाहिजे. मग अ, क्वालिटी कंटेंट बनवून तर एवढं भेटत नाही, पण रेज बेटिंग करतात मग. मुद्दामून अ, इंडियाचे स्ट्रीट फूड कसे घाण आहेत आणि अ, तसेच अ, व्हिडिओ धरून प्रोपगंडा चालवला जातो. आणि त्याला कुठेतरी आपले अ, इंडियन्स जे आहेत बळी पडतात आपल्यालाही राग येतो नाही का, असं कंटेंट मुद्दामून व्हायरल करत असतील तर आणि
हो. अगदी. हो, बरोबर. हं. हं. हो, हो. खरं आहे. भारत. हो, हो. पहिलीच झाली लॉकडाउननंतर. <chuckles> हो, बघा ना. हं. ओह! हो, म्हणजे वन मिलियन लाइक्स कुठेच नाही गेले, किंवा नाहीतर 10000 कमेंट्स तरी येणारच असं काहीतरी.
मिनिमम ते तर मिनिमम आहे, 1 मिलियन लाइक अ, व्ह्यूज, किंवा अ, लाइक्स ते येत नाही त्याला पण व्ह्यूज येतात तेवढे नाही का. आणि कमेंट्स तर मग आपले रेज बेटिंग आपण अ, तिथं कमेंट करतो ना आपण अ, थोडं डिफेंड करण्याचा प्रयत्न करतो अ, आपल्या देशाला. तर मग अल्गोरिदमला काय वाटत अरे बापरे एवढे कन कमेंट्स येत आहेत, एवढे इम्प्रेशन्स येत आहेत अ, तर नक्कीच लोक कुठेतरी आवडतं आहे लोकांना हे. असं त्याचा गैरसमज होतो मग ते व्हायरल होतं मग अ, असं पण.
हां. बरोबर. अच्छा. म्हणजे तुम्ही असं म्हणताय, की अल्गोरिदमला अल्गोरिदम हे नाही ठरवत, की हे कंटेंट चांगलं आहे, की वाईट आहे, रागाच आहे का प्रेमाचं?
नाही. नाही ठरवत अल्गोरिदम तसं. मग अ, त्याच्यामध्ये इमोशन्स नसतात, फक्त ते अ, पॅरामीटर्स असतात काही लाइक किती होत आहे, शेअर्स किती होत आहेत, कमेंट्स किती होत आहेत नाही का. त्याच्यानुसार ते व्हायरल करतं, त्याला काही घेणं-देणं नसतं इमोशन्स काय आहे तुमचे, किंवा काय अ आणि असं होतं बरं का, की अल्गोरिदमला इमोशन्सच्या बेसिसवर, किंवा पॉलिटिकल व्ह्यूज आपण म्हणतो अ, पॉलिटिकल व्ह्यूज दुसऱ्यांचे इन्फ्लुअन्स करण्यासाठी अ, तसं प्रकारे आपण डिझाइन करू शकतो. आणि अ, असं होत पण होतं, Twitter अ, जेव्हा होतं बरोबर, तर Twitterवर असं अ, ब्लेम होतं, की ते अ, रिपब्लिक पार्टीला अ, जास्त सपोर्ट करत होता. रिपब्लिक नाही सॉरी डेमोक्रॅट पार्टी जे अमेरिकेमध्ये आहे 2 मेजर पार्ट्या आहेत ना. आता रिपब्लिक तर ट्रम्पची आहे वाटते आणि अ, डेमोक्रॅट जी आहे ती दुसरी आहे, म्हणजे अपोझिशन पार्टी आहे सध्या. तर तेव्हा ती पॉवरमध्ये होती ना, अ, डेमोक्रॅटिक पार्टी. तर त्यांच्याच प्रकारचं कंटेंट म्हणजे अ, इन्फ्लुअन्स करण्यासाठी त्यांच्या पॉलिटिकल पार्टी प्रमोट करण्यासाठी अल्गोरिदम तसं डिझाइन केलं होतं त्यांनी. आणि अ, ही अ, गोष्ट जेव्हा लक्षात आली ना कोणाच्या, इलोन मस्कच्या <chuckles> म्हणूनच तर तर न्य त्यानं किती $52 बिलियन ला विकत घेतलं मग Twitterच डायरेक्ट आणि
अच्छा. हो, हो. हं. हां. हो. अच्छा. हं, हं. ओह! <chuckles> हं, बरं. अगदी खूपच अत्यंत उत्कृष्ट असं उदाहरण दिलंत, की अल्गोरिदम ही कधी-कधी भेदभाव करू शकतं, पण मग तुमच्या फीडमध्ये सोशल मीडियाच्या, तुम्हाला चांगलं कंटेंट दिसतच नाही का त्यामुळे? आणि हे मग अ, चुकीची गोष्ट नाही वाटत का तुम्हाला?
हां. नाही तसं नाहीये. हे बघा अल्गोरिथम म्हणजे? अ, एकदा अल्गोरिथम तुमच्या प्रोफाइलला सेट झाले, की त्याच प्रकारचं कंटेंट दिसणार असं नाही. अ, अ, म मल्टिपल अल्गोरिथम्स एकाच टाईमला अ, एक्टिव्हेट असतात तुमच्या प्रोफाइलवर लाइक डिसलाइकनुसार. मल्टिपल मी यामुळे म्हणतोय, की एक असतं तुमचं ओरिजिनल म्हणजे जे तुमचं लाइक, शेअर वगैरे तुम्ही करता बरोबर, म्हणजे आणि एक असतं टार्गेटेड ॲडव्हर्टायझिंगच म्हणजे तुम्ही काय लाइक्स, शेअर करताय त्यानुसार तुमचं टार्गेटेड ॲडव्हर्टायझिंग तुमच्यावर केलं जातं. म्हणजे तुमच्या आवडी-निवडी कळतात, बघा तुम्हाला ज्या ॲड्स वगैरे येतात ना मध्ये स्क्रोल करताना त्या पण अल्गोरिथम धरूनच येतात म्हणजे असंच रँडमली कुठून येत नाहीत ते तर तुमच्या आवडी-निवडीनुसारच तुम्हाला दिसत असतात ते
बरं. हो. अच्छा. हां बरं, म्हणजे त्यांचं नातंही आहे.
त्यांचं नातंही आहे आणि अ, तिसर असतं मॅनिपुलेटेड किंवा प्रोपगंडा फैलवण्यासाठी मुद्दामून तुमच्या अल्गोरिथम मध्ये ते फीड केलं जातं. म्हणजे फीडमध्ये ते अल्गोरिथम अ, हे केलं जातं ॲड केलं जातं
म्हणजे, बरोबर बसवलं जातं त्या साच्यात?
बसवलं जातं. हां म्हणजे तुमचं लाइक्स डिसलाइक्सवर काही घेणं-देणं नसतं. कधी-कधी होतं बघा, तुम्ही स्क्रोल करतांना अचानकच असं वेगळी पोस्ट तुम्हाला दिसते जे तुमचं काही घेणं-देणं नाही तुमचं त्याच्यासोबत नाही का? हं, मग ते अल्गोरिथम किंवा तो पोस्ट असतो ना मॅनिप्युलेटेड किंवा प्रोपगंडा फैलण्यासाठी किंवा तुम्हाला इन्फ्लुअन्स करण्यासाठी किंवा कधी-कधी काय होतं तुमचं फक्त टेस्ट करण्यासाठी कशाप्रकारे रिएक्शन देतो हा युजर अ, पार्टिक्युलर अ, पोस्ट हां म्हणजे तिथं थांबतो, नाही थांबत. इतक्या डीप लेव्हलवर हे अ, स्कॅन होतं ना म्हणजे ट्रॅक होतं तुम्ही अ, विचार नाही करणार तुम्ही किती वेळ थांबता त्या पोस्टवर 1-2 सेकंड थांबता किंवा 10 सेकंद ते पण काउंट होतं माहिती आहे का, आणि हो ते पण काउंट होतं आणि किती स्क्रोल करून वापस येत का नाही ते पण बिहेवियर चेक केलं जातं पॅटर्न म्हणतात त्याला तर हे पण चेक केलं जातं.
हो, दिसते ना. ओह! अच्छा. हो? बाप रे! बघा ना. म्हणजे अल्गोरिथम तुमचा अभ्यासही करतोय कुठे ना कुठेतरी. पण अ, अशी काहीतरी भलतीच पोस्ट आली, की किंवा सतत आली असेल जर तुमच्या फीडवर तर तुमचेही विचार बदलले आहेत का हो? कंटेंटबद्दलचे किंवा आयुष्याबद्दलचे?
अभ्यास हं. नाही अशी जर अ, एखादी गोष्ट आली ना अचानकपणे, जी मला आवडत नाही विशेषतः अशी अ, धार्मिक तेढ, किंवा असं पॉलिटिकल काही याला धा धांगड-धिंगा असतो बघा, भांडणं करणारं. ह्याच्याला ह्यानं त्याला आरोप लावला, त्यानं त्याला आरोप लावला. तर असलं मी फिल्टर करून टाकतो कीवर्ड्समधून <chuckles> हां. किंवा नॉट इंटरेस्टेड दाबून टाकायचं त्याला, किंवा हाईड करून टाकायचं तिथून नाही का पुन्हा-पुन्हा येत असेल तर. ही एक गोष्ट हं, ही एक करू शकता नाहीतर सेटिंगमध्ये जाऊन मी तर असं प्रॉपर अ, सगळ्या पॉलिटिकल पार्ट्या ब्लॉकच करून टाकल्यात नावं त्यांचे <chuckles> हां. पॉलिटिकल पार्टी प्लस अ, म्हणतात ना जे कंटेंट अ, वॉरचे वगैरे मी एवढं पाहत नाही, कारण की तो मला वाटतं कुठेतरी निगेटिव्ह माझ्यावर इम्पॅक्ट करतात. जे पॉझिटिव्ह कंटेंट असतात ना, तेच मी पाहतो जास्त करून. आणि अ, जे धार्मिक अ, तेढ निर्माण करणारे असतात बघा, ते पण मी कीवर्ड्स काही ब्लॉक केलेले आहेत. म्हणजे माझ्या फीडमध्ये एकदम असं क्लीन फीड येतं. आणि चुकून एखादं सुटून आलं, तर मग ते पण मी अ, नॉट इंटरेस्टेड करतो म्हणजे अ, ते होऊन जातं फिल्टर मग.
हां. हो. अच्छा. हो, चांगले ऑप्शन्स आहेत हे. हो का? बरं. किती छान. मस्त म्हणजे अल्गोरिदमला तुम्ही स्वतःचा गुलाम बनवलं आहे, असं म्हणता येईल.
नाही, बनवावंच लागेल. नाहीतर काय होईल माहिती आहे का, जर अल्गोरिदमला तुम्ही अ, त्यांचा गेम समजला नाहीत ना. कुठेतरी काही कालावधीनंतर हे एका दिवसात नाही होत. तुमचं इन्फ्लुअन्स होतं मत. म्हणजे तुमचं विचार सरणीच बदलायला लागते, नाही का. ते पाहून-पाहून, पाहून-पाहून, सेम-सेम. आणि माझंही असं होत होतं, असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे धार्मिक कॉन्टेंट, मी खूप यायचं मला. म्हणजे ह्या समाजानं असं केलं, तसं केलं. मग, आपल्या मनामध्ये नाही का अ, पहिल्यांदा वाटतं ठीक आहे यार होत असेल. पण रोज, रोज, रोज, रोज, तेच जर बघत राहिले ना तुम्ही, कुठेतरी आपल्या मनामध्ये एक अ, अ, द्वेष निर्माण होतो काही कालावधीनंतर दुसऱ्याबद्दल. अ, म्हणजे दुसऱ्या कम्युनिटीबद्दल. खूप डेंजरस असतं ह्या गोष्टी मग अ, अशयाप्रकारे
हां. अच्छा. ओह. बघा ना, बरं झालं तुमच्या लक्षात आलं पण ही गोष्ट. पण अ, तुम्हाला असं वाटतं का हो, की जसा अ, कॉन्टेंटवरती अल्गोरिदमचा प्रभाव पडतो, तसं ते कॉन्टेंट ही जास्त, जास्त, जास्त बनवलं जातं लोकांकडून. कारण अशा प्रकारचं विशिष्ट कॉन्टेंट जर व्हायरल जातं आहे. आणि मला <clears throat> सॉरी व्ह्यूज आणि लाईक्सच पाहिजेत. तर मग मी तसच बनवत राहणार आणि तशा प्रकारचं मग जास्त लोक बनवायला लागतात.
हां. बनवतात ना लोक. असंच करतात बघा. तुम्ही जे एखादं व्हायरल होत असेल ना घटना त्याचंच हॅशटॅग घेऊन कधी-कधी अल्गोरिदमचा मिसयूज बी असं करतात बघा. म्हणजे समजा एखादी गोष्ट ट्रेंड होत असेल भारतामध्ये, अ, जसं डिवोर्सचं झालं होतं. डिवोर्सचं # ट्रेंड होतोय समजा. तर डिवोर्सचंच घेऊन ते अह, क्रिकेटचं त्यामध्ये पोस्ट टाकणार. # खाली डिवोर्सचं असणार. आणि वर क्रिकेटची पोस्ट टाकणार. म्हणजे अ, इंप्रेशन फार्मिंग म्हणतात त्याला. फार्मिंग करण्यासाठी. <chuckles> असे पण असतात. अ, काय म्हणजे त्याच आणि डिवोर्सचं काही घेणं-देणं नसतं. अ, बॉलिवूडचं काहीतरी एखादा अ, अ, सिनेमाचं काहीतरी सीन टाकून देतील. आणि डिवोर्सचं # लावून देतील खाली. अ, मग
हां. अच्छा. ओह! स्मार्ट. बापरे! म्हणजे काहीतरी करून ते दिसलं पाहिजे कॉन्टेंट.
हां. म्हणजे कारण की तेच # बघताय ना सर्व काही. मग अ, ह्याच गोष्टी अशा प्रकारे मॅनिप्युलेट होतात अल्गोरिदमने. कधी-कधी बिचारा तो अल्गोरिदमच कन्फ्यूज होऊन जातो म्हणजे काय चालू आहे नेमकं. <chuckles> त्याला
<chuckles> खरंच. पण तरी अल्गोरिदम खूपच पुढे पोहचले आहेत. नाही का. आणि अ
नाही अ, पोहचलंय. हो. बरोबर आहे. पण मला एक सांगायचं होतं आठवलं म्हणून. आता एआय आलं ना. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता आर्ट एआय इंटिग्रेट झालं अल्गोरिदमसोबत. अ, म्हणजे त्याला कळतं आता कोण मॅनिपुलेट करतंय, कोण नाही. अ, मग त्या गोष्टी लक्षात येत आहेत. अ, विशेषतः Twitterवर Grok जो आहे ना, एआय. तर त्याला कळतंय आता गोष्टी. नाही का. मग अ, अ, फिल्टर अ, खूप चांगल्या प्रकारे करतो. किंवा क्वालिटी जी आहे ना आता अ, ट्रेंडमध्ये पण खूप वाढली आहे चांगलं झालंय म्हणजे. अ, जेव्हापासून एआय आलय अल्गोरिदमसोबत.
हो. सांगा ना. हां. हां. अच्छा. खूपच चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे तसं बघितलं तर. मग जर YouTube, Instagram आणि X.com हितून 3 आपल्या भारतातली अ, सर्वात मा मोठ्या वेबसाईटची उदाहरणं घेतली. तर अ, तुम्हाला काय वाटतं हो, की कोणत्या प्लॅटफॉर्मवरती कोणत्या कॉन्टेंटवरती अल्गोरिदमचा सर्वात जास्त सकारात्मक आणि सर्वात जास्त नकारात्मक असा प्रभाव पडलाय?
हां. प्रभाव तर सर्वच ह्याचा पडला आहे. आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मची स्ट्रेंग्थ आणि वीकनेस असते बघा. कोणताही अ, प्लॅटफॉर्म परफेक्ट नसतो. आता Instagram झालं तर ते स्टायलिंग किंवा जे म्हणतात ना अ, मॉडर्न लुक्स वगैरे त्याच्यासाठी फेमस आहे. YouTube जो आहे तो ट्युटोरियल्स किंवा आपण काहीतरी शिकायला जातो YouTubeवर. बरोबर, जास्त करून किंवा एंटरटेनमेंटचं काही असं अ, ट्रेलर वगैरे असेल तर ते. आणि Twitterची स्ट्रेंग्थ ही आहे, की लेटेस्ट न्यूज, ट्रेंड्स काय चालू आहे, अ, म्हणजे काय जगात घडतंय आपल्याला अ, लवकर कळतं. म्हणजे या प्रत्येकाचं अल्गोरिदम पण वेगवेगळ्या पद्धतीने काम करतं. असं नाही आहे, की एकच साइझ आहे प्रत्येक अल्गोरिदमची. प्रत्येकाचं वेगवेगळं डिझाईन असतं आणि त्या प्रकारेच ते अ, वर्क करतं त्या-त्या प्लॅटफॉर्मवर हं.
अगदी. हो. हो. बरं. हं, हं. काम क खरंच. खूपच छान. म्हणजे कॉन्टेंटवरती जरी अल्गोरिदमचा प्रभाव असला, तरी आपल्यावर कसा नाही पाढायचा. याची अगदी छान अ, टेक्निकल उदाहरणं देऊन व्यवस्थितपणे तुम्ही सविस्तरपणे सांगितलंत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मला खूप छान वाटलं तुमच्या बरोबर या टेक्निकल गोष्टींवर गप्पा मारून.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
धन्यवाद.